आजकाल बघा ना आपण जेव्हा खास करून शहरामध्ये राहतो, तेव्हा आपल्या शेजारी बरीच लोकं राहतात, आपल्या सोसायटीत. आपण जिथे नोकरीला जातो तिथे एवढे आपले सोबत काम करणारी लोकं असतात. तर कुठे ना कुठेतरी आपण अशा जेव्हा समाजात राहतो, तेव्हा काही ना काहीतरी अपेक्षा लोक आपल्याकडून ठेवतात. आता प्रत्येक गोष्टीला "हो," म्हणणं तर आपल्याला जमत नाही तर तुम्हाला म्हणजे असं काही उदाहरण तुम्ही देऊ शकता का जिथे तुम्हाला असं कोणीतरी विचारलंय तुमची मदत म्हणा किंवा पैसे म्हणा आणि तुम्हाला नाही म्हणायला लागलंय. तर तो नाही म्हणताना नकार देताना काही त्रास झाला होता का हो तुम्हाला?
हं. हं, हं. बरोब हं. हो. अ, नाही. बरोबर म्हणालात तुम्ही की अ, अपेक्षांचं ओझं हल्ली खूप झालाय आणि प्रत्येकाकडूनच. मग ते तुमचे मित्र परिवार असू दे, तुमचं घर असू दे, कुटुंब असू दे किंवा आपण म्हणजे मी तर कॉर्पोरेटमध्येच जॉब करते तर ते तिथे मग तुमचे ते तत्सम बॉसेस असू देत, मॅनेजमेंट असू दे. सगळ्यांना म्हणतात ना, खुश करणं हे शक्य नाहीये.
हो ना. अरे वाह!
त्यामुळे कोणाला, कोणाला कधी ना कधीतरी तुम्हाला ते नाही म्हणावं लागतं.
अगदीच.
आणि
अगदीच.
बऱ्याच वेळा काय होतं ना, की घरी तर अ, म्हणजे मै मी माझ्याबद्दल सांगेन, की घरी थोडं सोपं होऊन जातं. कारण लहानपणापासून तुम्ही त्यांना ओळखत असता. तुम्ही त्यांच्याशी नेहमीच म्हणतात ना, की असं औपचारिक बोलत नाही, "नाही, नाही, मला नाही करायचं. आज मला वेळ नाही." पण काही बघा, घरामध्ये काही-काही रूढी परंपरा अक्षरशः खूप अ, वर्षापासून चालत आलेल्या असतात.
अगदीच. अगदीच. तर एखादं उदाहरण तुम्ही असं देऊ शकता का? म्हणजे असं काही झालं होतं?
अ, हां, म्हणजे हां, मी अ, मला वाटतं मी 11वी त का 12वी त होते. आणि माझी आजी तेव्हा आली होती गावावरून. आणि गावी बघा, जशा अगदी जुन्या रूढी, परंपरा आहेत, की जसं मुलींना मासिक धर्म आले, की मग त्यांनी घरात यायचं नाही. किंवा ते म्हणतात ना, की गावी जसं पद्धत असते, की हात नाही लावायचा, बाजूला बसून राहायचं.
हो ना. अगदीच.
तर हे प्रकार आमच्या घरी, माझी आई बिलकुल म्हणतात ना, ते सोवळं आणि ते पाळायचे वगैरे नाही. पण अ, माझ्या आजीला कदाचित म्हणतात, म्हणजे तिची चूक नाहीये, पण म्हणतात हां, त्यांचे ते विचार होते. आणि मला ना ती सतत म्हणायची, की "नाही, नाही, असं ह्याला हात लावायचं नाही, हे काही खराब होत होतं, किचनमध्ये जायचं नाही, अ, एका बाजूला बसून राहायचं." म्हणजे सुरुवातीला मला ना ते थोडं अवघडल्यासारखं झालं, पण एक दिवस माझी मैत्रीणच आली.
ते जुनेच विचार होते. हो ना? हो.
आणि तेव्हा मग अ, तिने सांगितलं आजींना, की काहीतरी खाताना मला वाटतं, माझ्या आजीला सांगितलं, की "नाही, नाही, आज अ, मला नको आहे, जरा असं-असं त्रास आहे." म्हणून. आणि नंतर माझी आजी <chuckles> मला ओरडली, की "अरे असं कसं, ती घरी आली, तिला कळत नाही का?" मग अ, मी जरा म्हणतात ना, की आजीला सांगितलं, "अगं आजी, आता ते हे गाव नाही आहे, हे शहर आहे आणि किती इथे खूप वेगळा विचार करतात लोकं." हे कठीण होतं तिच्यासाठी, पण जसं म्हणतात ना, की मग माझ्या आईनेही मग बसून माझ्या आजीला थोडं समजावून सांगितलं, की इथे असं मुली हे सगळं म्हणतात ना, की पाळत वगैरे नाही. आणि हे इथेही अशी पद्धत नाही आहे शहरात आणि ती चुकीची पण आहे म्हणा. पण ते आजीला समजावून सांगताना थोडा त्रास झाला, पण पण ते म्हणतात ना, की तुम्हाला तिथे एक नकार द्यायला मी शिकले, घरी पण.
<chuckles> शहर आहे. समजावलं. त्रास झाला. हो ना. हो ना. तर आता चांगलं, हे खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. आता हे बघा, आपण जेव्हा आणि खास करून तुम्हाला असा अनुभव आला आहे का, जेव्हा कोणी तुमच्याकडे पैसे उसनं मागायला येतं, तेव्हा तुम्ही आपण फटकन तुम्ही तोंडावर नाही म्हणता का, तेव्हा थोडा विचार करायचा असतो ना, कारण कधी माणसाला गरजच असते. काही लोकं उगीचच त्यांना सवय असते लोकांकडून पैसे घ्यायची, तर कसं, म्हणजे अशा वेळेला तुम्ही का कसं नाही म्हणता?
हं. हं. हं. नाही, बरोबर म्हणालात तुम्ही. बऱ्याच अ, वेळेलाना ना, अ, आपल्या घर नातेवाईक असतील आपले किंवा मित्रमंडळी असतील किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे कोणी असतील, तर बघा, मी ना, माझ्या पैशाचं थोडं नियोजन करते, की म्हणजे आता अ, 50% रक्कम तर माझी ई-एम-आय आणि घरचा जो खर्च असतो त्याच्यामध्येच जाते.
<coughs> हो ना. सगळ्यांचाच असतो.
हो, हो. आणि मग एक अ, 12% ते 15% रक्कम ना, मी साठवून ठेवते, की म्हणजे मला म्हणतात ना, की स्वतःसाठी, मग वीकेंडला किंवा बाहेर फिरायला वगैरे.
फिरायला वगैरे, हो.
हो. आणि अगदीच कुणी आलं, जसं माझ्या एका अ, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या होत्या, अ, त्यांचे वडील वारले होते. म्हणजे, तर अशा वेळेला मला वाटलं की "नाही, नाही, आपल्यासाठी ती रक्कम कमी असेल, एक ₹20,000-25,000." पण त्यावेळी त्यांना ती हॉस्पिटलमध्ये भरायची होती. आणि मग मी विचार केला की "राहू दे, 2 महिन्यांचं माझं थोडं वाचवून ठेवलेले मी पैसे आहेत, मी थोडी मजामस्ती नाही करणार," कारण की हे माहीत नाहीये की त्यांना खरंच द्यायला जमेल की नाही परत.
अरे बाप! हो ना. गरज आहे. हो ना.
अशा वेळी मी करते पण अगदीच माहीत आहे काही काही नातेवाईक किंवा काही काही मित्र-मैत्रिणी असतात की त अ, त्यांना iPhone घ्यायचा असतो किंवा बऱ्याचशा गोष्टींवर पैसे उडवायचे असतात. मग अशा वेळी मी देत नाही. प्रसंग बघते की नक्की काय, कशासाठी माणूस मागतोय?
नक्कीच. हो ना. कारण अ, की ब त्यांना बँकेतनंसुद्धा घेता येतात हा पैसे पण त्यांना ते इंटरेस्ट वगैरे काही भरायचं नसतं. त्यांना वाटतं आपल्याकडनं घेतलं तर म्हणजे इंटरेस्टही लागणार नाही आणि ते परत करायची पण काही घाई नसते. तर म्हणून लोकांना अशी सवय असते मागायची पाहिजे बरोबर. तर आता तुम्हाला काय वाटतं की आपण जेव्हा नाही म्हणतो ना कोणाला तर म्हणजे कसं म्हणजे आपले शब्द कसे म्हणजे असं कुठेतरी आपल्याला समोरच्याचा अपमान सुद्धा करायचा नसतो. आणि पण कसं म्हणजे तुम्ही समजवता का?
हं. हं. घाई नाहीये. हो, हो. खूप लोकांना सवय असते. अ. हं. हं, हं. ते थोडं म्हणू का एक? ते अ, इंग्रजीमध्ये तो शब्द आहे शुगर कोटेड किंवा असं ते साखरेत घोळून तसं मी आता शिकली आहे जरा. सुरुवातीला ना मी असं तोंडावर "नाही." म्हणालेले म्हणजे असं नाही की मी पटकन शुगर कोटेड बोलायला लागले सुरुवातीला बऱ्याच लोकांकडून मी मला असा फीडबॅक मिळाला की "अगं! असं कसं बोलतेस?" माझी आई पण म्हणजे म्हणायची की "अरे! असं कसं कोणाला तू बोलतेस?" मग मी आता विषय बदलते किंवा म्हणतात ना की "आमच्याकडे नाही हां. असं करत. नाही, नाही मला ना वेळच नाहीये." आता कोणी बोलवलं आणि मला जायचं नाहीये. तर मग मी काहीतरी तत्सम कारणं देते की "नाही, नाही. मला वेळ नाहीये." आणि जसं मी तुम्हाला म मगाशी सांगितलं की अ, पैसे देताना ना मी हा विचार करते की मला परत नाही मिळाले तरी चालेल म्हणजे आता जर त्यांनी माझ्याकडे ₹1,00,000 मागितले तर मी सरळ नाही म्हणते की इतकं मला जमणार नाही.
हो. अगदीच, अगदीच. हो ना. हो ना. कारणं, हो. हो ना.
पण अगदीच, मी त्यांना सांगते, की मी तुम्हाला हे त त तत्सम इतकी मदत करू शकते. म्हणजे 20,000 किंवा 25,000 तुम्हाला चालणार असेल, तर मी तुम्हाला पैसे पाठवते. नसेल चालणार, तर ठीक आहे, मला माफ करा, जमणार नाही. तुमची परिस्थिती खूप वाईट आहे, पण माझेही म्हणतात ना, की एवढी मी तुम्हाला हां, इतकी मदत नाही करू शकत. आ आणि ना, अजून एक अ
ठीक आहे. <chuckles> एवढी चांगली नाहीये. हो.
मला एक किस्सा आठवला.
सांगा की.
हां, म्हणजे ना ऑफिसमध्ये जेव्हा मी ना नवीनच अ, टीम लीडर झाले होते.
अरे वाह!
आणि त्यावेळी, माझे जे सीनियर होते ना, त्यांनी एकावर एक, एकावर एक, म्हणजे म्हणतात ना, की क्लायंटकडून फीडबॅक चांगला येत होता, की हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. तर त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणतात ना, की अडकवून टाकल, की "हे पण तू कर, ते पण तू कर." आणि म्हणजे म्हणतात ना, सुरुवातीला 8 चे 9 तास, 9 चे 10 तास, मध्ये अक्षरशः साडे अकरा, 12 तास व्हायला लागलं.
इन्व्हॉल्व्ह केलं. अरे बापरे! ते जरा जास्तच आहे, नाही का?
हो, हो. आणि मग मला म्हणतात ना की आणि ते नेहमी म्हणायचे, की "अरे बघ तू किती छान काम करतेस आता तुला प्रमोशन मिळणारच मिळणार." आणि नंतर मग मी त्यांना एक दिवस जाऊन सांगितलं की ना, "मला प्रमोशन माहीत नाही, कधी मिळेल आणि कसं मिळेल, पण कृपा करा मी हे इतकंच करू शकते, म्हणजे माझ्याकडे टीम आहे. तुम्हाला पाहिजे, तर मी हे थोडं वाटून देते त्यांना काम त्यांचं मी पाहिजे तर, काम चेक करते, डायरेक्ट पाठवत नाही क्लायंटला." पण म्हणतात ना, की "तुम्ही मला इतकं काम देऊ नका ,की म्हणजे माझ्या खूप चुका होतील."
<laughs> हो ना. नक्कीच. अगदी आणि ताणही येतो ना. उगीचच नको तो ताणही येतो आपल्यावर. तर आता हे बघा तुम्ही आपण तुम्ही म्हणता लोकांनाही नाही म्हणायला लागतं खूप वेळा लोकांना. तर आपल्याला असं होतं का? तुम्हाला कधी असं वाटलंय कुठली भीती असते की नाही का आता तुम्ही जर कोणाला नाही म्हटलात, तर कुठला गैरसमज होईल, तो माणूस आपल्याशी बोलणंच बंद करेल. की काहीतरी असं होतं भीती वगैरे काही हो वाटते तुम्हाला कधीतरी?
हं. हं. हं. हं. हो, हो. मला माझ्या बाबांची नेहमीच भीती वाटते, की बाबांना कसं नाही म्हणायचं.
अरे बाप रे! हो ना.
मग अ, मग काहीही असू दे, की जर आता कोणी येणार असेल आणि मी अगदीच जीन्स आणि टॉप घातलाय. मग बाबांचं, "कुणीतरी गावावरून येतंय, काय घातलं आहेस." मग मग त्यांना मी नाही-नाही म्हणत. ठीक आहे पण अगदीच म्हणतात ना की अ, अशा गोष्टी आहेत, की अ, मला कुठेतरी पैसे गुंतवायचे आहेत, मग बाबा म्हणतात की "नाही, माझ्या मित्राचे कोणीतरी आई अ, अ, बाबा आहेत किंवा अ, त्यांचा कोणीतरी मुलगा आहे." मला जर नाही पटलं ना, तर मग मी तिथे माझ्या बाबांना नाही म्हणायला आता सुरुवात केली आहे. की "नाही-नाही."
अगदीच. हो. अरे हो. कारण लोकं उगीचच येतात ना, आमचा मुलगा एल-आय-सी एजंट आहे, तुम्ही त्याला पैसे द्या वगैरे लोकं येतात.
हो. हो. आणि त्यांना कसं वाटतं ना की त्यांच्यावर खूप विश्वास आहे. बरोबर आहे. पण 20 वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट करायची पद्धत आणि आताची पद्धत त्याच्यामध्ये खूप तफावत झाली आहे.
खूप वेगळे. हो. तर अशा वेळात हां. नाही सॉरी बोला ना.
त्यामुळे हं. नाही-नाही, मग त्यामुळे कसं होतं ना की हल्ली मी ना, जरा बसून समजावायला जाते, एक एक संवाद साधायला जाते. कारण की सुरुवातीला मला खूपच भीती वाटायची बाबांची. की अरे कसं नाही म्हणायचं. लहानपणापासून म्हणतात ना की ते वातावरण घरी, की आणि असं नाही की बाबा नेहमीच म्हणायचे. ते कधीतरीच एखादी गोष्ट सांगणार आणि मग ते भीती वाटायची, की आता नाही कसं म्हणू.
हो ना. हो. आणि नातेसंबंधही अ, होतात ना, आता जसं कोणाच्या घरी लग्न असलं आणि तुमच्याकडे जर खूप छान साड्या असल्या, तर तुमच्या बहिणींनी वगैरे, तुम्हाला चुलत बहिणी म्हणा, आते बहीण, त्यांनी मागितली साडी घालायला आणि तेव्हा तुम्ही नाही म्हटले. कुठे ना कुठे वाईट वाटतं का हो तुम्हाला? की आपलं नातं थोडं
हं. हं. ओ! बाप रे! जिव्हाळ्याचा विषय, जिव्हाळ्याचा एकदम, तुम्ही म्हणतात ना की बोट ठेवलं आहे.
सांगा खरं? हो.
अगं-अगं आणि ना माझ्या बहिणी तर खरंच, म्हणजे त्यांना साड्या चांगल्या मिळतच नाही, कदाचित. तीच साडी हवी अस
आपल्याच आवडतात. हो. <chuckles>
ती मी घेतली. हो, मग अशावेळी ना, माझं चालतं की "नाही, नाही, मला नाही जमत दुसऱ्यांच्या साड्या नेसायला, मी माझ्या-माझ्या साड्याच नेसणार, मी नाही आणि" मी नाही म्हणते, पण आहेत. माझी एक खूपच खास बहीण, म्हणजे मला सख्खी बहीण नाही आहे, पण मावशीची मुलगी.
हं. हो ना.
त्यांच्यासोबत मी राहिले आहे, 2 वर्ष. त्यामुळे मग अ, तिचं असं नेहमी जसं, "नाही, नाही मला आवडलाय टॉप, तुझं तो बघून घे, मी घेऊन जाते आहे." अगं <chuckles> तिला सगळ्यांना नाही बोलणं नाही शक्य होतं.
नाही. ते <chuckles> हो ना. पण कुठे ना कुठेतरी आपण आपल्या मनात भीती असते नाही का? आता तुम्ही इतकी महागडं म्हणजे टॉप घेतला किंवा इतकी महाग साडी घेतली. ती लोकं खराब करून देतील ह्याची पण भीती असते ना हो आपल्या मनात. तेव्हा त्यांना काही बोलता येत नाही.
हं. हं. नाही माझ्या नशिबाने ती खराब करून देत नाही. नाहीतर मी तिच्याकडून दुसरी साडी घेईन. मला वाटतं ना कदाचित हे नातेसंबंधांवर पण अ, मला वाटतं त्याच्यावर बराचसा अवलंबून आहे, की तुमचं काय नातं आहे. कदाचित मी ही तिच्याकडून घेतीये, तीही माझ्याकडून म्हणतात ना जिथे देवाण-घेवाण आहे. तिथे कदाचित अ, नकार म्हणायला तुम्हाला म्हणजे असं जास्त भीती नाही वाटत. जिथे म्हणतात ना, की माहीतच आहे, की हे खराबच करणार आहेत. तिथे मी नकार देते मग.
हो ना. बरं. अगदी बरोबर. तर आता तुम्ही जेव्हा चला नकार दिला नाही कोणाला मदत जरी हो जरी म्हटलात, तर काही खबरदारी घेता का? म्हणजे जर मी तुम्हाला तुमची गाडी मागितली, तुम्ही आधी मला हे विचाराल का, की लायसन्स आहे ना चांगला? माझा लायसन्स. तुम्ही तपासून मगच मला गाडी देता, अशी काही खबरदारी करता तुम्ही?
हं. हं. <chuckles> हं. अ, नाही अ, कदाचित ना मला असं वाटतं, की अ, काही-काही गोष्टी आहेत ज्या मी खरंच कोणाला देत नाहीत. जसं तुम्ही म्हणालात गाडी आणि माझ्या घराची चावी मी कोणालाच देत नाही.
हो. हो. अगदी बरोबर.
मी त्यांना सरळ म्हणते, की "माफ करा, मला ना बाहेर जायचं आहे." मला नसलं जरी जायचं ना. कारण अशा गोष्टींचं मला माहिती आहे ना, की त्याची मी कोणालाही त्यांनी जर डॅमेज करून आणून दिली, तर मी त्यांना असं नाही म्हणू शकत ना, की "तुम्ही याचे पैसे भरा."
5,000 द्या, असं नाही सांगता येत.
हं. मग अशावेळी मी म्हणते, की "ठीक आहे, त्यांना कदाचित वाईट वाटेल." आणि हल्ली तर काय आहे ना, ओला वगैरे तुम्ही बुक करू शकता. Uber, अ, बरेचसे तत्सम ॲप्स आहेत, की जिथे तुम्हाला अशी अ, गाडी म्हणजे येते आणि तुम्हाला तसा काही त्रास नाहीये. मग अशावेळी मी ठरवते, की काही-काही गोष्टींना सरळ, म्हणजे प्रेमाने का होईना, "माफ करा, नाही जमणार." मी तर असंच म्हणते.
हो ना. पटकन येते. हो. नाही जमणार. अगदीच. तर आता खूप अ, म्हणजे आजकालचा खूपच अ, हॉट टॉपिक असं म्हणता येईल असा विषय हा. आता समाजात राहायचं म्हणजे संबंध कसे मेंटेन ठेवावे, कुठल्या गोष्टीला हो किंवा नाही कसं म्हणावं, काय फरक येऊ शकतात आपल्या आयुष्यात त्याच्या अ, ...सोबत. खूप छान बोलला आहेत हो तुम्ही या विषयावर. खूप छान उदाहरणं दिली तुमच्या आयुष्यातली. तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.
हं. हं. हं, हं. तुमचेही धन्यवाद.